नाही, जेव्हा मी एकटं अ, राहायला लागलो किंवा मी स्वतःला जेव्हा मी वेळ द्यायला लागलो; तेव्हा मला हे समजलं की मी ही माणूस आहे.
हो.
अ, मी आहे, माझं अस्तित्व आहे. मी जगतोय आणि मीही श्वास वगैरे घेतो. अ, कारण की असं होतं ना की अ, कशासाठी करतोय आपण हे सगळं ना? म्हणजे, की
हो. अगदी बरोबर. हो.
सकाळी उठणं, कामाला जायचं, त्यानंतर घरच्यांना बघायचं. अ, त्यानंतर प्रत्येक बघा फॅमिली आहे आपण, काही गोष्टीच्या आपल्यासोबत आहे ना, एक एक बांधल्या गेलो आहे आप आणि त्या सिस्टमच्या आपण आहे ना, त्या सिस्टमला मोडू शकतं. कारण की संन्यास घेऊ शकत नाही ना. तर
हो. हो. अगदी बरोबर. अरे! बिलकुलच नाही. म्हणजे ते म्हणतो ना हो, ते आता जुळून आलंय सगळं सो निभावायचं तर आहे असं म्हणजे हां. पण मग असं होतं
फॅमिली आहे. ते तर आहे. म्हणजे मन होत असं, की कधी-कधी माझं मन होतं ना असं, की आहे ना खूप वेळा मन होतं, की मी जाऊ आणि साधू बनू, एक बाबा बनू. आणि सोडून देऊ आणि लोकांना गंडवू पैसे काढू त्यांच्याकडून असं माझंही मन होतं. पण काय होतं ना श
हं. काय? अरे बाप रे! अ, नाही ओ. नाही सुटत. <laughs>
कसं आहे ना, मग त्या आईचं आईच्या हातचं जेवण मग ते वडिलांचं थोडंस तो राग, रुसवा, त्यांचा लहानपणीने मारलेला तो पट्टा. तर मग ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आठवतात, की मग आपण परत घरी जातो असं. पण जोक्स अपार्ट कसं आहे, की अ, एकटं राहून तरी मला असं वाटलंय, की आहे ना स्वतःला टाईम देणं खूप गरजेचं आहे. आणि या बांधिलकीमध्ये आहे ना अ, जरी आपण असलो तरी यातून निघणंही गरजेचं आहे. तर मग त्याचे बरेच मार्ग आहेत मला तरी असं वाटतं.
हो. अरे बाप रे! असं. हां. हो. हो.